आठवड्यातनं 1-2दा दा तरी. म्हणजे ऑफिसला जेव्हा जातो, आमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्येसुद्धा वडापाव मिळतो. त्याची चव एवढी चांगली नसते पण ॲट लिस्ट तो वडापाव मी एकदा खातो ऑफिसमध्ये आणि एकदा म्हणजे घरी येताना, मी तुम्हाला सांगितलं नाही खूप छान जागा आहे. तिथे ही थांबून मी खातो.
अच्छा, अच्छा. हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच सुंदर हं. म्हणजे तुम्ही अशाप्रकारे ते वडापाव खाता आणि त्याच्यामुळे तुम्हाला कम्फर्ट महसूस होतं. तर हो, तर एखाद्या खराब दिवसात झोप न येत असेल तर किंवा थंडीत अ, मग तुम्ही नेहमी अ, काय करता बरं समजा? असे खातात का कम्फर्ट पदार्थ घेऊन?
हो ना. हो ना. तर आपल्याला भूक अ, रात्री जेव्हा झोप लागत नाही ना आपल्याला, तेव्हा खूप भूक लागते. हे आपण पाहिलं असेल.
हं. हं, हं. हं, हं. रात्रीचं माणूस हं, हं, हं, हं.
तर अशा वेळेला हां, हां, अशा वेळेला लोकं मॅगी वगैरे असे झटपट नाही का गरम-गरम पण पदार्थ बनतात. त्यांना चवही असते. जास्त वेळही लागत नाही. तर म्हणजे ज्यांना अशी सवय असते खायची, की ज्यांना नाही का रात्री उठून खायला आवडतं, ती लोकं आपल्या घरात नेहमी स्टॉक ठेवतात. माझ्या घरात पण नेहमीच स्टॉक असतो.
हं, हं. हं, हं. अच्छा.
म्हणजे कधीतरी नाही का थंडीत आपल्याला जर झोपच येत नसेल. अचानक रात्री भूक लागली तर असं पटकन खायला काहीतरी छान असावं.
हं, हं. हं. हो, हो, हो. अगदीच ,अगदीच. म्हणजे ती म्हणजे मग पण वडापाव गरम-गरमच बरा वाटतो ना? तर रात्रीचं कोठून गरम भेटणार आहे?
नाही मॅगी, मी मॅगी म्ह टलं ना, रात्री असं मॅगी वगैरे खाता येतं. कारण कम्फर्ट फूड एकच नसतं ना हो माणसाला? बऱ्याच गोष्टी आवडतात.
हो, हो, मॅगी मग. हो, हो. हो, हो. जास्त पण फूड आपण खाऊ शकतो. तर मग रात्री जर मनच झालं समजा कधी मग कम्फर्ट फूड म्हणून आपलं जे सगळ्यात आवडीचं आहे, फर्स्ट प्रायोरिटी वडापाव. तर मग त्याचं कसं करता हो? करता का कधी किंवा जाऊनच पाहून येता किंवा बनवता असं काही करता का नाही करत?